बरोबर. नक्कीच. म्हणजे बरोबर बोललात तुम्ही. अ, पण अ, आता काय झालेलं आहे, की आपण जर समजा रिमेक गाणे आता ऐकत असणार घरामध्ये तुम्ही वाजवत असणार किंवा ऐकत असणार आणि तुमचे आई-वडील आणि तेही ते गाणं ऐकलं आणि तेही ते गाणं गुणगुणायला लागले. पण ते त्यांच्या अंदाजमध्ये. कारण की त्यांनी त्यांच्या टाईमाला जे गाणं ऐकलं होतं, त्याचंच हे नवीन व्हर्जन आहे. मग ते गुणगुणतात. मग तेव्हा ते तुम्हाला सांगतात ना की "अरे! हे गाणं तर खूप भारी झालं रे आता." पहिले असं होतं. मग त्याच्यामधला ते तुम्हाला डिफरन्स दाखवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा "अरे ह्या गाण्याला खूप वाईट बनवून टाकलं ह्यांनी." मग असा काही तुमच्यासोबत झालेला अनुभव आहे का? आणि कुठल्या गाण्यासोबत तो अनुभव होता तुमचा?
हो. हो. होय. बरोबर, बरोबर. बरोबर. नक्कीच. अ, मी तुम्हाला सांगेन की रात्री 10:00 वाजता तुम्ही कधी सह्याद्री वाहिनी बघितली असेल <chuckles> तर त्यांना 10:00 वाजता बातम्या लागतात. तर आमच्या इथे त्या बघायच्या. आणि 10:00 नंतर 11:00 वाजले ना की 11:00 वाजता ती लोकं जुनी गाणी लावायची. मला आठवतंय माझे पप्पा खूप ऑब्सेस्ट आहेत बातम्या वगैरे बघायला त्यांना खूप आवडतात आणि सह्याद्री वाहिनी हा त्यांचा आवडता म्हणजे न्यूज चॅनल बोलता येईल आणि तेव्हा जेव्हा केव्हा मी घरी जाते आणि त्यांच्यासोबत बसते तेव्हा मी ते मला सांगत असतात, की हे गाणं आमच्या वेळी खूप चाललेलं किंवा एखादं मराठी गाणं असेल. आता लक्षा तुम्हाला माहिती असतील अ, तर त्यांची खूप सारी नवीन आणि जुनी जी गाणी आहेत किंवा मराठी गाणी आहेत ती खूप सारी फेमस होती आणि त्याचा जो रिमेक केला या लोकांनी तो मला आठवतं की मी त्यांना सांगते की ह्या गाण्याचा पण रिमेक आहे. खूप सारी जुनी-जुनी गाणी लागतात तेव्हा आणि मग असं होतं, की कधी-कधी त्यांना ऐकवून दाखवायचं, की तुमचं तुमच्या वेळी गाणं असं होतं पण आमच्या वेळेला गाणं असं आहे. मग ते बोलतात, की "तुमच्या टाईमचं गाणं चांगलं नाहीये. आमच्या टाईमला गाणी खूप चांगली होती." आणि मानण्यासारखं आहे. आता त्यांना नाही-नाही बोलू शकत कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे, की जुनी गाणी जी होती जी ज्या प्रकारे ती कंपोज केलेली होती, प्रोड्यूस केलेली होती याच्यामध्ये खूप सारा बदल झालेला आहे आता.
हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. हं. हं, हं. हं. बरोबर. हो. हं. बरोबर. असं का? हां. हं.